आजकाल काय झालंय ना, की सगळेच धावपळीचं जीवन झालंय. सगळे बिझी असतात कामधंद्यात, घरच्यांमध्ये, बाहेरच्यांमध्ये तर असं स्वतःसाठी कधी एकांत वेळ मिळतच नाही, स्वतःशी संवाद साधण्यासाठी. तर तुम्हाला असं वाटतं का? कधीतरी एकांताची गरज आहे तुम्हाला? तर तुम्ही तो कसं अ, साधता तुमचा एकांत?
अगदी-अगदी, तुम्ही ना अगदी माझ्या मनातलं बोललात. कारण ना, मला असं वाटतं की अ, काही लोकांना वाटतं एकांत म्हणजे एकटेपणा. हा सर्वात मोठा गैरसमज आहे.
अच्छा. हां.
तर मला असं वाटतं ना, की एकटेपणा म्हणजे तुम्ही कोणासाठी तुमच्या आयुष्यात कोणीतरी आलं पाहिजे याची वाट बघताय.
हां. <chuckles>
आणि एकांत हा आपल्या सवडीचा आणि निवडीचा विषय आहे बरं का.
नक्कीच.
आणि असं होतं ना, कधी-कधी आपण इतक्या घाई गडबडीत असतो, स्वतःकडे आपल्याला बघायला वेळच मिळत नाही, आपण इतकं काम करतो आणि असं वाटतं यार, मला कुठेतरी 10 मिनिटं जरा शांत बसू दे.
हो, नक्कीच वाटतंय तसं.
हो. तर त्यामुळे मला असं वाटतं ना, मला असे बरेचसे तुम्हाला कदाचित माझे किस्से सांगता येतील, की
सांगा बरं तुम्हचा एखादा अनुभव?
हो, हो. कारण मला आठवतंय, एकदा माझ्या ऑफिसमध्ये मला त्यांनी ना ट्रेनिंगसाठी निवडलं होतं.
हां, मग?
आणि सलग 15 दिवस आमचं ट्रेनिंग होतं प्रोजेक्टचं. आणि आणि ट्रेनिंगच्या नंतरना 1 तास ते लोकं म्हणजे प्रश्नोत्तर यांचा कार्यक्रम ठेवायचे.
अच्छा. हं.
आणि असं झालं ना, की मी ट्रेनिंगमध्ये पण बोल बोलतेय, सतत बोलतेय आणि प्रश्नोत्तरामध्ये पण. आणि असं नाही आहे, की नवीन लोकांनी प्रश्न विचारू नये किंवा काही करू नये. पण जवळ-जवळ 20-25 लोकांची टीम होती आणि दुसऱ्या प्रोजेक्टमधून पण लोकं आले होते, कारण की त्यांनाही शिकायचं होतं.
हं. हां, मग?
आणि इतकं बोलून बोलून, असं म्हणतात ना की म्हणजे दिवसाच्या शेवटी माझं असं झालेलं, प्लीज कृपा करा, मला कुणी काहीही विचारू नका.
अरे! मग काय केलं मग पुढे तुम्ही?
नाही, खरंच आणि ना, अजिबात असं होत नव्हतं. 10 दिवस तरी मला सतत त्यांच्यासोबत बोलावं लागत होतं, बघावं लागत होतं आणि घरी सुद्धा माझ्या इतकी गडबड होती. आणि स असं म्हणतात ना, की जेव्हा तुमच्यावर थोडं एक ताण येतो किंवा तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात आणि त्याच्यानंतर मी एक सुट्टी टाकली
हो, हो. अच्छा! मग काय केलं त्यामध्ये?
आणि मी एकटीच एक पिक्चर बघायला गेले आणि म्हटलं, "मला 3 तास कोणाशीही बोलायचं नाहीये." आणि घरी आल्यावर सुद्धा मी शांत बसले माझ्या रूममध्ये.
हां, हां. हां, मग अजून काय केलं?
हां. आणि मला असं वाटतं ना, की जेव्हा मी शांत बसले जेव्हा आपण एक छान स्वतःचं अवलोकन करतो आणि आपल्याला असं वाटतं, की "हां, ठीक आहे." नाहीतर कधी-कधी ना, आपण इतके फ्रस्ट्रेट होतो किंवा इतके दमतो, तर मग आपण आपली चिड-चिड होते बरं का.
हो. नक्कीच होते.
हां, मग अशा वेळी
अ, काय होतं अ, घरातले जे लोक असतात, नातेवाईक असतात किंवा ऑफिसचे आपले कलीग्स वगैरे सगळे. मग असं असं-असं कधी प्रसंग येतो, की आपण खूप धावपळ आहे, सगळं आहे, मग तेव्हा त्यांना कसं सांगायचं, की "मला एकांताची गरज आहे", तर तुम्ही कसं पटवून द्याल त्यांना?
हो. हो, हो अगदी. नाही, मला वाटतं ना, ही एक अ, परत अ, तारेवरची कसरत आहे, कारण
नक्कीच तारेवरची कसरत आहे.
हां, कारण बघा ना, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हे प्रोजेक्ट आलं होतं, सगळ्यांना ट्रेनिंग द्यायची होती. तुम्हालाही तुमचं प्रमोशन हवं असतं. तुम्हालाही वाटत असतं, की नाही, आपण लोकांना मदत करावी, त्यांना सगळं सांगावं. पण ते सतत जेव्हा होत राहतं ना, त्याच्यामध्ये काही गॅप नसतो, तेव्हा मग कदाचित त्याचा थोडासा एक नकारात्मक परिणाम तुमच्यावर होत राहतो. कारण इतकी सवय नसते. मला वाटतं, नवीन काम किंवा नवीन तणाव असं जेव्हा तुमच्या आयुष्यात होतं ना, तेव्हा तुम्हाला वाटतं, की "अरे जरा जरा गाडी थांबवू द्या, गाडीमध्ये जे जरा मी पुन्हा पेट्रोल भरते," असं काहीतरी
हो. हं. हं. हो, जरा थोडंसं एकांत, एकटेपणा पाहिजे स्वतःसाठी पण आणि स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे हो.
हो. थोडासा. आणि हो, तुम्ही काय महत्त्वाचा मुद्दा सांगितलात, की स्वतःसाठी वेळ देणे.
हो.
म्हणजे सगळ्यांनाच अगदी मेडिटेशन किंवा असं म्हणतात ना, बरेचसे असे कम्युनिटीज आहेत, त्या त्यांचे असे बरेचसे प्रोग्राम राबवतात, की त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही विपश्यना वगैरे करू शकता. स्वतःला जरा असं म्हणतात ना, शांतता देऊ शकता पण सगळ्यांनाच नाही ना ओ जमत.
हो, नक्कीच रा नक्कीच नाही जमत.
मग अशावेळी मला वाटतं, की तुम्ही जरा एकांतात बसा. मला वाटतं कदाचित ना, ह्याच्यासाठी छोटी-छोटी पावलं घेतली पाहिजे.
काय कर करायला पाहिजे मग त्यास
म्हणजे सकाळी उठून ना, तुम्ही लगेचच म्हणजे जर तुमचा म्हणजे माझं असं आहे बरं का, मी जरा मूडी आहे आणि कदाचित त्यांचं होतं तसं.
अच्छा. हां.
मग मला असं वाटतं ना, तुम्ही जरा स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे. स्वतः एक कप चहा घ्या आणि शांत तुमच्या बाल्कनीत किंवा तुमच्या असं म्हणतात ना, की घरातला एखादा कोपरा जो अगदी जिव्हाळ्याचा
हं. कोपरा तुमच्यासाठी ठेवायला पाहिजे तो. म्हणजे तिथे तुम्ही एन्जॉय कराल तुमचा एकटेपणा.
हो, हो. हं.
आणि काय आहे एकटेपणा म्हणजे तसं नाही हो, की स्वतःची भावना पण समजून घ्यायला पाहिजे त्यामध्ये. आपल्याला काय वाटते? आपल्या मनाला काय पाहिजे? ते समजणं खूप गरजेचं आहे.
हो, हो. अगदी, अगदी. म्हणजे बरोबर म्हणालात तुम्ही, की आता आपल्या मनाला काय वाटतं. आणि कधी-कधी ना, जसं मी तुम्हाला सांगितलं, की जसं माझं प्रोजेक्ट चालू होतं, तसं म्हटलं तर ना स्वार्थी भावना होती, माझ्या मनात.
हो.
कारण
पैसा पाहिजे किंवा आपलं प्रमोशन होईल म्हणून एकांत नसेल तरी चालेल. पण जेव्हा ते स्ट्रेस तुम्हाला आला, मग तेव्हा तुम्हाला एकांताची आठवण आली नक्की.
हो, हो. हो, हो. आणि तसं म्हटलं ना, तर आपण देणं लागतो ऑफिसचं पण किंवा समाजाचं पण. पण त्याच्यातून एक म्हणतात ना, की एक छोटासा विश्रांतीचा वेळ, मला असं वाटतं ना, तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला विश्रांतीची खूप गरज असते बघा.
हो, नक्कीच लागतो देणं. हो. नक्कीच असते.
आणि त्याच्यातून मग आपला एक अ, म्हणतात ना, की रिकव्हरी म्हणजे आता आपण दमलोय, आता आपण रागावलोय किंवा मला असं वाटतं ना, कुठेतरी एक रिस्टार्ट करायला खूप मदत होते बघा जर तुम्ही एकांत निवडला तर.
हो. आणि आपल्याला ना, अ, कधी-कधी एकांताचा असं झालंय का तुम्हाला, की स्वतःच्या चुका ओळखण्यासाठी तुम्हाला मदत झाली आहे का एकांताची?
हो, हो. तेच ना, आता ही चूकच होती की, की लोकांना मला बोलायचं नाहीये पण ते काम दिलंय मला. तर म्हणतात ना, की ते काम मी अगदी नेटाने केलंच पाहिजे होतं, हो की नाही? तरच भेटणार प्रमोशन.
हो. अच् हो, नक्कीच केलं पाहिजे.
पण कदाचि
आणि मग अ, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकांताची गरज पडली आहे का हो कधी?
अ, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, हो, म्हणू शकता तुम्ही. कारण
म्हणजे असं असतं ना, की कोणाकोणाचं नाही का, मला स्वतःसाठी एकांत वेळ पाहिजे, काहीतरी आपलं फ्युचर प्लॅनिंग किंवा काहीतरी आपल्याला विचार करायला पाहिजे, तर त्यासाठी लोकं आजकाल एकांत मागतात, की "नाही, मला थोडा टाईम दे." किंवा असं पण होतं बघा तुम्ही. एखादं कपल आहे त्यांना लग्न जमवायच्या पहिले ते म्हणतात, की "नाही, आम्ही बोलून घेतो, मग आम्हाला थोडासा टाईम द्या," स्वतः विचार करायला, असं कधी काही घडलंय का तुमच्यासोबत?
हो. अग हो, हो, अगदी, अगदी. जसं तुम्ही म्हणालात ना, की जेव्हा एखादे लग्न करणारे जे एखादं कपल वगैरे असतं त्यांना एकांत हवा असतो. मला वाटतं ना, कदाचित एकमेकांना समजून घेण्यासाठी एकांत आणि तो वेळ मिळणं आणि त्यात अशा गप्पा रंगणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मग नंतर कुठे तुम्ही सतत त्या घरात आणि मग तुमचे सासू-सासरे, मुलं, संसारात तुम्ही बिझी होऊन जाता ना. तुमचं एक रोजचं रूटीनही चालू होतं, त्यामुळे खरंच अगदी तुम्ही महत्त्वाचा मुद्दा इकडे सांगितलात, की किती किती गरजेचं आहे, की एकदा तरी माणसाला खरंच, म्हणजे असं रोज एकांत भेटणं कदाचित नाही शक्य आहे. पण आठवड्यातून एकदा तरी तुम्ही मनन करा किंवा वाचन करा. मला तर खरंच एकट्याने पुस्तक वाचायला इतकं आवडतं आणि म्हणजे मला असं वाटतं, तेव्हा जर मी अशा तुम्ही जसं म्हणालात ना, की नवीन काहीतरी क्रिएटिव्ह असं आपल्या डोक्यात यायला लागतं. पण सतत
हां. खूप गरजेचं. नक्कीच. संसारात बिझी होऊन जातो आपण. नक्कीच, तसं होतं. हो. हो. मन शांत राहतं त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि त्यामुळे अशी नवीन-नवीन क्रिएटिव्हिटी आपल्याला विचारामध्ये येते आपल्या नक्कीच. आणि असं तुमच्या मते एकांत आणि एकटेपणा म्हणजे नेमकं काय हो? हे दोन्ही वेगळं आहे का?
हो, हो. हो. आणि हां. हो, हो. अगदी वेगळा आहे. बघा, एकांत म्हणजे असं असतं, की तुम्हाला स्वतःसाठी वेळ हवा आहे आणि तुम्हाला अजून कोणी तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आजूबाजूला
कसं म्हणजे? अच्छा.
नको आहे.
हो.
मग अशा वेळेला काय होतं माहिती आहे का? की जेव्हा तुम्ही स्वतःचा एक रिकव्हरी मोड ऑन करता
हां.
आणि तुम्हाला असं वाटत असतं, की जर आता मी एकटी असले, तर मी माझ्यात सुधारणा करेन किंवा माझा मूड चांगला होईल. आणि एकटेपणा म्हणजे माहिती आहे का, की जेव्हा तुम्हाला कोणाची तरी गरज असते किंवा तुम्हाला कोणतरी सतत स्वतःच्या आजूबाजूला हवं असतं. पण काही ना काही कारणाने म्हणा किंवा तुमची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे म्हणा, तुम्हाला आजूबाजूला कुणीच सापडत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कुणीच भेटणार नाही आयुष्यात. तर हा एकटेपणा म्हणेन मी.
हं. हो. हो, मग ते आणि चिड-चिड होते त्यावर मुळे पण.
हां?
त्यामुळे पण चिड-चिड होते अ, की एकटेपणा म्हणजे मला कोणच नाही आहे, वगैरे त्यानुसार.
हो. हो, हो. अगदी चिड-चिड पण होते आणि कदाचित मला असं वाटतं ना, की आपण जे डिप्रेशन वगैरे म्हणतो ना, त्याची सुरुवात कदाचित अ, एकलकोंडेपणा किंवा एकटेपणा असू शकतो कारण आपण स्वतः खंगत जातो बघा.
हो. हो. नक्कीच, तर त्यानेच होते. नक्कीच. हो.
आपल्याला कळत नाही, की आपल्याला आता म्हणजे म्हणतात ना की कसं मी कोणाशी बोलू? काय कोणाला सुचवू? असं कधी-कधी होतं बघा.
हो, नक्कीच होतं.
आणि
म्हणजे एकांत हा फायदेशीर आ, फायदेशीर पण आहेच पण हानीकारक पण होऊ शकतो का हो?
हो, हो. जसं मी म्हणाले ना, आता ही तारेवरची कसरत आहे. बघा एकांत जर तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला एकांत हवा आहे त्याच्यासाठी तुम्ही बरेचसे अ, म्हणतात ना की उपाययोजना करू शकता की स्वतः तुम्ही वेळ काढू शकता, एक वेळापत्रक तयार करू शकता, की हां, आज मला 10 मिनिटं 15 मिनिटं एकटं बसायचं आहे किंवा तुमची खूप मोठी एखादी कॉन्फरन्स वगैरे आहे. तिथं तुम्ही सतत 5 ते 7 तास तुम्ही बोलताय आणि ते स्वतः इतकी ऊर्जा तयार होते ना तुमच्या अंगात आणि पण तुम्हाला नॉर्मल व्हायला पण वेळ लागतो. नाही का?
ते कसं? हं. अच्छा. हो, हो. हो, नक्कीच, वेळ लागतो.
त्यामुळे तुम्ही शांत होता. तुम्ही नॉर्मलला येता आणि मग परत तुम्हाला ती ऊर्जा संपादन करायला एक नवीन उभारी मिळते, बघा.
हो, नक्कीच, मिळते त्याने उभारी.
आणि असं बघा, तुम्हाला अ, सणासुदीत पण तुमच्या आईकडून असं, अ, कधी क तरी अ, ऐकायला मिळेल, की खूप सगळं तेलकट पदार्थ आपण तळून काढलेत किंवा अगदी लगबग असते ना एका गणपतीच्या सणात सुद्धा.
हो. हो, असं होतं तसं.
हो, आणि नंतर मग आई म्हणते, "जरा मला दुपारी जरा झोप काढू दे अगं, जा गं आता. आता काही करू नकोस."
हो, सगळ्याच घरात घडतं असतं की नाही, आई म्हणते की "मला दुपारचा 1-2 तास तरी मला विश्रांती घेऊन दे. मला एकांतात सोडा जरा" "तुम्ही." होतं तसं.
हो, हो. हो, हो, अगदी, अगदी. आणि एवढी लगबग असते मला वाटतं ना, की सगळ्यांना हा एकांत गरजेचा आहे.
नक्कीच, गरजेचा आहे तो.
कारण असं, जर आपण स्वतःला जर पारखून बघितलं नाही किंवा जसं तुम्ही म्हणालात बघा, की आयुष्यात आपण अ, की असं असं होतं कधीतरी, की आपण एखादा चुकीचा निर्णय घेतो आणि त्याची उपरती होते आणि त्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात. मग ते कदाचित चुकीचा जोडीदार निवडणं असू दे, चुकीचं करियरचं डिसिजन घेणं असू दे किंवा एखादं फेलियर असू दे, आपण त्याला समोरं जातो. पण अशा वेळेला तुम्ही स्वतःचं अनुकूलन करा, की बाबा माझं काय चुकलं, मी कदाचित अजून काहीतरी वेगळं करू शकत असते का? तर अशा वेळी तुम्हाला एकांत हवा असतो. सतत कोणीतरी समजवतंय आणि सतत कोणीतरी तुम्हाला उपदेश देतंय, त्यापेक्षा तुम्ही स्वतःहून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करताय, ह्यासारखी तुम्ही स्वतःला दुसरी मदत काहीही करू शकत नाही.
हो. हो. नक्कीच, नाही करू शकत. आणि काय आहे, बघा ना, आता आपलं जे व्यावहारिक जीवन आहे, त्यामध्ये आपल्याला एकांत हवा असतो. मग तुम्ही लोकांसाठी काय सल्ले देऊ शकता, की त्यांनी कसं स्वतःसाठी एकांत, अ, काढायला पाहिजे, वेळ काढायला पाहिजे?
आधी सर्वात आधी ना, समजलं पाहिजे, की मला एकांत हवा आहे का? आपण जसं बोलतो ना, मी टाइम.
हो. हो, नक्कीच, मी टाईम.
त्यामुळे सर्वात आधी स्वतःला कळणं गरजेचं आहे, की आता मला नक्कीच एकांत हवा आहे. आणि मग तुम्ही हां, कदाचित ना, मी जसं मगाशी म्हणाले, की तारेवरची कसरत. कारण तुम्हाला बरीचशी अ, तुमच्या प्रोफेशनल आयुष्यातली आव्हानं असू शकतात. कधी-कधी तुम्हाला पर्सनल लाईफमधली पण आव्हानं असू शकतात, की नाही लोकांना तुमची गरज आहे. पण तुम्ही कमीत कमी 10 मिनिटं तरी स्वतःसाठी काढा आणि डोळे बंद करून जरा शांत बसा.
हो.
म्हणजे मला असं वाटतं ना, अशा वेळी तुम्ही तुमच्या जर भावनांचा उद्रेक होतो नाही का, की आपण कधीतरी कोणावर खेकसून बोलू, का एखादं भांडण काढू. त्यापेक्षा
हो, नक्कीच होतं. चिड-चिड होते. किंवा एखाद्या प्रेशरमध्ये पण असतो, तणावात असतो आपण.
हो, हो, तणावातसुद्धा आपण असतो. मग अशा वेळी मी म्हणेन, की नक्कीच एकांताने तुमच्या ह्या ज्या मानसिक उलाढाली आहेत किंवा या ज्या अडचणी आहेत, त्यांच्यावर तुम्ही नक्कीच मात करू शकता.
नक्कीच आणि त्यांनी मनाला दिशा पण मिळते आणि नवीन काही काम करायचं असेल, तर त्यासाठी ऊर्जा पण त्यातूनच मिळते. नक्कीच.
वाह! वाह! किती छान किती छान बोललात तुम्ही. खरंच मनाला आपल्या दिशा मिळते, मी मान्य करते ही गोष्ट, कारण त्याच्यातून ना आपण निवडीचा एकांत हवा हा हो नक्कीच आपल्याला मदत होते.
हो. नाही, नक्कीच. खरंच खूप छान सांगितलं तुम्ही की एकांत आपल्याला किती गरजेचं आहे आणि एकांत आणि एकटेपणा हे नक्कीच अ, दोन्ही वेगवेगळं आहे, की जेणेकरून एकटे एकटेपणा हा एक अ, व्यक्ती नसेल आपल्याजवळ तर त्याने होतो आणि एकांत म्हणजे आपल्याला एखाद्या कामातून, तणावातून किंवा आपण थकलेलो असतो, त्यातून आपल्याला एक शांततेची जी गरज असते आपल्या मनाला, आपल्या अ, शरीराला, तर त्यातून जो मिळतो तो एकांत आणि त्यासाठी आपण नक्कीच थोडा वेळ काढायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला एक अ, नवीन ऊर्जा आणि मनाला म्हणतो ना, शांती मिळेल आणि त्यासाठी आपण अ, एकदा एकांत काढलं ना, मग आपण परत एक अ, म्हणतो ना, स्ट्राँगली परत ऊर्जा करून परत कामाला रेडीच असतो आपण. उभारी घेतो. नक्कीच, खरंच खूप छान तुम्ही सांगितलं मला, की एकांत नक्कीच सर्वांना हवा. आपल्याला पण त्याची गरजच आहे. मी पण जरा थोडासा एकांत काढेल माझ्यासाठी. तुम्ही जे फ सांगितलेत ना टिप्स, ते नक्कीच मी फॉलो करेल. खरंच तुमच्यासाठी बोलून खूप छान वाटलं मला. धन्यवाद.
अगदी, अगदी. हो, हो, हो, नक्कीच, आपण उभारी येते आपल्याला. वाह! वाह! धन्यवाद.